म्हणजे ज्यावेळेला आपण त्या आठवणी जाग्या करायला जातो किंवा त्या आठवणीमध्ये रमतो ना, त्यावेळेला आपले जे स्ट्रेस हार्मोन्स असतात जे तणावामध्ये रिलीज झालेले असतात, ते एकदम सप्रेस होऊन जातात आणि मग एक जी नॉस
हं. बरोबर. हं. आणि आपल्याला एक असं फील गुड फॅक्टर येते तिथून की काहीतरी आपण चांगलं केलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक नवीन ऊर्जा येते आणि मग आपण जे कामात अटकलेलो असतो, ते कामला पूर्ण करण्याची एक नवीन ताकद आपल्याला भेटते.
हां, एक्झॅक्टली. हो. हो. हो, हो आणि ही ताकद मला वाटतं नॉस्टॅल्जिया देऊ शकतो. पण अर्थात, त्याच्यासोबत एक अशीही बाजू आहे की सतत नॉस्टॅल्जियामध्ये रमणं ही फार चांगलं नाही, कारण मग आपण वर्तमान विसरून जातो आणि वर्तमानाशी आपला कनेक्ट विसरतो. पण एवढं मात्र नक्की आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक नॉस्टॅल्जिया असावा की म्हणजे आ आणि हा स्पेशली असा नॉस्टॅल्जिया आहे ना की ज्याचा अल्बम नाही आहे कुठे. <chuckles> किंवा अ
तर म्हणजे हां. हो, नक्कीच. हं. नाही, नाही, नाही. नक्कीच-नक्कीच. हो, नक्कीच-नक्कीच. हं, बरोबर. तो आपल्या अ, मेंदूमध्येच अ, स्टोअर आहे आणि त्याला आपण कुठल्या फोटो किंवा व्हिडिओच्या माध्यमातनं असं रिक्रिएट नाही करू शकत. पण त्याला आपण स्वतःनी अनुभवलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये जगलेलो आहे.
हां, स्टोअर्ड आहे. हो. आणि हां आणि एक खूप अ, मोठी जादू आहे की अ, ती म्हणजे अशी की अ, राइट ब्रेनमधल्या ज जेव्हा जसं आपलं वय वाढत जातं ना, तसं अ, प मेमरी बघा आपल्याला सोडियम, पोटॅशियम इम्बॅलन्स झाला की आपली त्याच त्याचा इफेक्ट आपल्या मेमरीवर होतो स्मरणशक्तीवर होतो.
हो, नक्कीच. हं. हं. हं. हं, हं, हं. हो.

हो.
तर पुढे काय होणार आहे हे आपल्याला कळत असतं. पण जे लोकं मेडिटेशन करतात. आणि ज्यांची एकाग्रता खूप चांगली असते, साधना चांगली असते, भक्ती खूप स्ट्राँग असते, त्यांना आधी काय होणार आहे ह्या गोष्टी आधीच समजतात. पण आपल्याला त्या घडल्यावर समजतात की अरे! मला तर हे आधीच माहिती होतं किंवा हे घडल्यासारखं वाटतं आहे. हां नॉस्टॅल्जिया नाही आहे. हे देजावू प्रकार आहे. नॉस्टॅल्जिया म्हणजे तुम्हाला त्या आठवणीत पुन्हा घेऊन जाणं. म्हणजे एक उदाहरण देते तुम्हाला की अ, आपण कॉलेजला गेल्यानंतर म्हणजे आपला जेव्हा 10वीचा सेंड ऑफ असतो शाळेत. त्यावेळेला आपला तो वर्ग, फळा, बाक आणि अ, ती जागा आपल्यासाठी खूप आठवणी अ, तयार केलेल्या असतात त्या जागेने. आणि ज्यावेळेला रियुनियन होतं बघा.
हां. हं. हं. बरोबर. हं, हं, हं. देजावू आहे. बरोबर. हं. बरोबर. हं. बरोबर नक्कीच. हं.
त्याच वर्गामध्ये अ, त्याच वर्गातल्या मुलांचं हां.
सर्व हां. सर्व मित्र एकत्र येतात. बरोबर.
बरोबर. तर मग ते रियुनियन ज्यावेळेला होतं, त्यावेळेला तुम्ही ज्या गप्पा मारता ना, की "तुला आठवतंय का या बेंचवर बसून आपण कशी कॉपी केली आहे. तुला आठवतंय का या बेंचवर अ, बसून समोर बाई शिकवत असताना आपण बेंचच्या खाली जाऊन कसा डब्बा खाल्ला आहे?" हां. "मस्ती कशी करायचो. आणि एकमेक," हां हां. हे जे तुम्हाला सगळं आठवतं ना, आणि मग ज्या भावना येतात त्यासोबत. त्या भावना म्हणजे नॉस्टॅल्जिया आहे. आणि नुसतं आठवणं म्हणजे आठवणी आहेत. सो त्या आठवणींसोबत ज्यावेळेला भावना जोडल्या जातात ना त्या भावनेला नॉस्टॅल्जिया असं नाव आहे.
हो. हं. हां, हां, हां. बरोबर. मस्ती करायचो. अ, कोणाची अ, म्हणजे मित्राची एकमेकाची अ, मजा घ्यायची हे सर्व. हं. बरोबर. अरे वाह! नक्कीच, नक्कीच. हं.